नक्कीच, तर अ, कांदा लसूण मसाला जो असतो ना, तो कोल्हापुरी कांदा लसूण मसाला खूप फेमस आहे आणि इथे तो ऑथेंटिसिटी आहे त्याची आणि तो वेगळ्या पद्धतीने बनवला जातो इथे, म्हणजे बेसिक तो मसाला आहे आणि इथं जे मटण मिळतं ना, ते पालवीचं असं कोवळं मटण मिळतं. म्हणजे अ, आंबा वगैरे गाव आहेत ना, तिथून जवळ वगैरे अशी आंबेवाडी आहे. तर तिथे अ, असं म्हणजे ते शेतात ते जे बकरे वगैरे असतात ना, ते ते एक हां, मग ते मग चवीला चांगलं असतं ते पालवीचं मटण म्हणतात. मग ते कुठे असं मिळत नाही. खास तिथे लोकं घेऊन जातात ती अ, त्या रोडला मिळतं म्हणून तिथून घेऊन जातात आणि अ‍ॅक्चुअल शहरात पण असे मटणाची क्वालिटी वगैरे चांगली असते, म्हणजे फ्रेश देतात किंवा असे शिळं वगैरे देणार नाहीत किंवा तुम्हाला फसवणार नाहीत. चिकन द्यायचं किंवा मेंढीचं मटण द्यायचं. अशी फसवा-फसवी होत नाही इथे. म्हणजे <chuckles> अगदी परम
हं. हं. हां, अच्छा. ओके. हं. ओके. हो, हो. हो, हो. हो. ओके. अच्छा. हां, हां. अच्छा. अच्छा मेंढीचं मटण वेगळं असतं, म्हणजे ते हं.
हो, हो. ते वेगळं असतं आणि बोलायचं का काय म्हणतात, मला माहीत नाही त्याला पण परंपरा आहे ना इथे फ फार वर्षापूर्वीपासून, की इथे मटण बनवलं जातं आणि ते फेमसपण आहे इथलं आणि त्यामुळे इथे अ, छान मिळतं ते. त्यामुळे मग अ, कसं होतं लोकं इथं आली, की तेच प्रेफर करतात की तेच बाबा जेवण द्या आम्हाला किंवा मग <chuckles> हॉटेलमध्ये सुद्धा तेच प्रेफर करतात. कारण इथली फेमस आणि काहीतरी स्पेशालिटी आहे ना, त्या जेवणामध्ये आणि तो जो खास मसाला आहे ना, ते कुठं तुम्हाला भेटत नाही. इथेच भेटतो.
हं. प्रत्येकाची, हं. अच्छा. हां, हां. बरोबर. अच्छा, की तो बनवावा लागतो आपला-आपला.
असा. हो, बनवावा लागतो. हां, म्हणजे नंतर तुम्ही अं, आता कुठे सगळीकडे अवेलेबल आहे सोडा म्हणजे इम्पोर्ट होतो किंवा काही ना काहीतरी होत असतं, तरी
की योग्य गोष्ट निवडावी लागते आपल्याला ते बनवण्यासाठी तेही असेल ना? की काहीही घेऊन चालेलं नाही.
हो, हो. हो, ते प्रमाण आहे. नाही, नाही, नाही प्रमाण आहे. किती मिरच्या, कुठली मिरची, संकेश्वरी म्हणा, देशी असे ते प्रकार आहेत. म्हणजे त्याचं प्रमाण कसं म्हणजे 30-20 20 किंवा किती किलोला किती नेमकं आणि मसाले किती पाहिजेत. तर ते असं किलोचं एक प्रमाण ठरलेलं असतं. मग त्याच्याप्रमाणे तो मसाला बनवला जातो आणि तो नुसता तो कोरडा मसाला असतो. त्याच्यामध्ये ओला मसालापण घरी बनवावा लागतो तुम्हाला म्हणजे आलं, लसूण, कोथिंबीर वगैरे ते भाजून. हां, त्याच्यामध्ये मिक्स करावं लागतं म्हणजे ती प्रॉपर कांदा लसूण, चटणी होती.
हं. हां. एक्झॅक्टली. हं, हं. बरोबर. माझी भूक वाढली आहे तुमच्याशी बोलून. <chuckles> हं. नाही, नाही.
<laughs> नक्कीच, म्हणजे सांगतीये मी तुम्हाला, की असं असतं, त्यामुळे कसं होतं की डिमांड वाढते किंवा मग अ, येणाऱ्याला पण वाटतं, की तुम्ही तेच आम्हाला करून खायला दिलंत तर बरं होईल. असा हट्ट असतो म्हणजे लहान मुलांचापण असतो आणि मोठ्यांचा पण असतो. हो.
हं. नाही, नाही. असतो ना.